आता बघा ना, आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा एखादा असा शिक्षक असतो आपला आठवणीत किंवा आपला फेवरेट असतो. म्हणजे कधी-कधी शाळेत पण ते शिक्षक येतील तेव्हा त्यासाठी जातो. असे एखादे शिक्षक जे तुमच्या अजूनही आठवणीत आहेत आणि ते कोणता विषय शिकवायचे आणि त्यांचा असा काय प्रभाव आहे तुमच्या आयुष्यावरती?
तुम्हाला अ, मज्जा येणार आहे हा किस्सा ऐकण्यासाठी. का की
वाह! वाह! मी एक्साईटेड आहे ऐकायला नक्कीच.
<chuckles> मुलांची ना फेव्हरेट असते शिक्षिका आणि आह, म्हणजे तुम्ही म्हणू शकता पहिला क्रश असतो. आणि म्हणजे त्यांच्याशी शिकणं ना खूप आवडतं. तर माझ्याकडे ना अशी भरपूर अ, शिक्षिका होत्या ज्यांना मी आवडायचा, का की मी मस्त गोर-गोरा होता आणि ते मला अंग्रेज म्हणायचे, कारण की अ, माझे केस ब्राउन असे होते पूर्ण. तर ते मला म्हणायचे आणि मी खूप म मला प्ले करणं खूप आवडतं, मतलब ते ड्रामा असतात ना त्याच्यामध्ये माझं हमेशा नाव राहायचं. तर मग ते मला ओळखायचे आणि त्यामुळे माझा दादा होता ना, माझा मोठा दादा, तो माझ्या कॉलेजचा उपाध्यक्ष अ, शाळेतला उपाध्यक्ष होता. तर त्यामुळे त्यांना माहिती होतं हा ह्याचा भाऊ आहे. तर माझी थोडीफार ते म्हणतात ना आपली ख्याती असते, तर थोडीफार ख्याती होती. तर मला त्यांच्याबरोबर बोलणं खूप आवडायचं. एक मॅडम होती आमची ती मॅथ्स शिकवायची, गणित आणि मी म्हणू फक्त त्या मॅडमच्यामुळे मला गणिताबरोबर प्रेम झालं होतं असं म्हणू शकतो मी. तुम्ही अगर हां, आह. मतलब असं काही नाही, की मी शिक्षिकामुळे काही असं वाईट विचार केला पण नाही, पण त्याच्यामध्ये ना जो आपुलकी भेटली ना, ती कधी मला कोणच्या मॅडम बरोबर भेटली नाही, शिक्षिक बरोबर भेटली नाही. कसं तुम्ही मी तुम्हाला आज पण मला ती आठवण आहे त्यांची, जो केस होती ना तुम्ही इमॅजिन नाही नाही करू शकत त्यांची केस, एक त्यांची चोटी बांधायचे ते गुंतून एकदम वेण्या घालायचे आणि ती एक वेणी ती त्यांचं अक्षरशः पायाचा जो आपला गुडघा येतो ना, त्याचं पण खाली राहायची, ती एवढे लांब केस होते त्यांचे.
ओह! बरोबर. <chuckles> हो. हां. हं, हां. अच्छा. बरोबर. अच्छा. वाह! खूपच छान. हो. हं. ओह! एवढे लांब केस, वाह! छानच.
आणि त्यांना त्या केसांचा खूप अभिमान होता. आणि त्यांचं नाव पण मला आज आठवण आहे, त्यांचं भावना नाव होतं, भावना मॅडम म्हणायचो आम्ही त्यांना. फक्त एकच मॅडम आहे, जो मला आजपर्यंत आठवण आहे आणि अ, असं म्हणतात ना, की आपल्याला कोणी आवडलं तर आपल्याला खूप असं त्यांच्याबद्दल असं वाटतं, की हे शिक्षकनी मला हे सापडलं आणि मला हे भेटलं, तर मला त्यांच्याशी शिकायला आणि त्यांचं सब्जेक्टच शिकायला खूप आवडायचं.
वाह! अ, मला एक विचारायला आवडेल, जसं तुम्ही बोलले, की ते गणित शिकवायचं हो की नाही किंवा गणित शिकवायच्या त्या आणि त्यांचे एवढे लांब केस होते आणि तुमच्या आयुष्यावरती पण त्यांचा प्रभाव खूप जास्त होता. तर, तुम्ही गणित शिकताना किंवा बाकीच्या गोष्टी, तर तुमच्या या एखादा असा अनुभव, की एवढं चांगलं शिकवलं त्यांनी गणित, की तुम्हाला ते अजूनही आठवतं एखादी अशी गोष्ट?
अ, गणित तर आठवणच आहे, का की मी मेकॅनिकल इंजिनिअर झालो, त्यामुळेच त्या गणितामुळेच. आणि अ, मला म्हणता येईल, की अ, त्यांनी ना खरंच मी सांगू तुम्हाला त्यांनी मला जीवनाचा सार्थ पण दिला. अ, मी त्यांना खूप असं एडमायर करतो ना आपण क्रश म्हणू शकतो. काही अ, एक असा असा गुरु ज्याच्यामध्ये तुम्ही हर एक छबी बघतात. मित्र-मैत्रीण अ, असं अ, साथ देणारा असा कोणीतरी ज्याच्याशी तुम्ही काहीही सांगू शकाल. तर मी त्यांच्याबरोबर बोलायचो आणि त्यांचं घर ना आमच्या घरा असं 2-3 गल्ली पाठीमागे व्हायचं. तर मला कधी वाटायचं ना, तर मी म्हणायचो आई यांच्या मॅडम साठी काही कर ना, मी त्यांना देऊन येतो. तर मग आईला पण वाटायचं ठीक आहे पोरगा म्हणतो तर का, तर मी त्यांना कधी पुरणपोळी, कधी काही, कधी काही असं द्यायला जायचो. तर मग त्याला म्हणल ते असं घरासारखं झालेलं होतं त्यांच्या सोबत. तर त्यांची एक छोटी बहीण होती, तर ती आमची इंग्लिश टीचर होती मला बिलकुल नाही आवडायची. ती अशी रागाने बघायची ना मला आणि शाळेमध्ये सर्वांच्या समोर मला असं उलट-सुलटं बोलायची. मला जर, त्यांना काय माहिती त्यांना वाटायचं मी त्यांच्या बहिणीला खूप लाइक करतो म्हणून आणि छोटा होऊन म्हणला, "अरे बाई आणि असं मी 6वी क्लास मध्ये असेल, तर मला काय सम बुद्धी आहे एवढी."
की. अच्छा. बरोबर. अच्छा. हो. अरे वाह! असं का होतं?
पण अ, ते त्यांच्यामध्ये होतं की त्यांना त्यांना काहीतरी आहे ना, स्वतःच्या बहिणीशीच काहीतरी वाद वगैरे अ, होता. तर मला असं वाटायचं की "यार, आपण ह्या मॅडमशी तर बोलायला पाहिजे." पण ती चिड जो चिडकी मॅडम होती ना, मी तिला म्हणायचं पण "तुम्हीच खूप चिड-चिड करतात मॅडम" आणि मला मी कोणाशी कधी घाबरलोच नाही, का की माझा भाऊ उपाध्यक्ष होता तर मला थोडंसं असं होतं की अरे हो, माझा भाऊ आहे ना, सांभाळून घेणार आणि नेमकं तो, जेव्हा मी 6वी-7वीमध्ये गेला, तेव्हा तो त्यांनी शाळा सोडली. का की, त्याला अ, दु असु अजून दुसरं शाळेत जायचं होतं. शहरात जायचं होतं. मी गावात होतो.
बरोबर. बरोबर. अच्छा. अच्छा.
तर मला अ, ती मॅडमचं असं होतं ना, की जेव्हा त्यांच्याशी बोल बोलायचो ना तर मला खरंच खूप छान वाटायचं आणि मला मनापासून मी म्हणू शकतो त्यांची आठवण म्हणजे काय त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, "आपल्या भविष्याकडे लक्ष द्या, नाहीतर काय होतं बेटा, की भविष्याचा तोल बिघडतो" आणि अद अ, गावामध्ये कसं आणि मी तुम्हाला सांगतो खरंखरं, की जेव्हा मुली 6 मुलं 6वी-7वीमध्ये जातात ना तर त्यांचा मुलींच्या बद्दलचा थोडंसं ते बदलतं. तर त्याच क्षण असतो, जेव्हा मॅडम तुम्हाला सांगतात की, "अरे, असं नाही केलं पाहिजे, आपण तुटक नाही वागायला पाहिजे, आपण मुलींना पण तसंच, जसं ते आहे ना, तसं वापरायला वागायला पाहिजे." तर मग त्यांनी मला सांगितलं की, "तू भविष्याकडे लक्ष दे, तू अभ्यासामध्ये छान आहे, तुला गणित खूप छान येतो, तू छान शिकतो" आणि त्यांची मॅडम अ, बहिणी पण बहीण पण म्हणायची, "हा शिकतो छान. पण हा ना, हा बडबड खूप करतो शाळेमध्ये क्लासमध्ये त्यामुळे मला आहे ना, याच्यावर चिड-चिड होते, हा बडबड करत असतो, जेव्हा पाहा तेव्हा आणि ह्याच्याकडे आहेत स्किल पण." आ आणि माझं असं माझं एकदम छोटासा माझा त्रास होता, की मी अ, कितीही शिकला असेल, मी को शाळेमध्ये केवढही छानपासून परफॉर्मन्स केला असेल, पण जेव्हा एक्झाम आली ना, मी तेवढाच लिहायचं ज जेवढं माझं मन करायचं. मी फक्त मॅथ्समध्ये पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचं, बाकी आणि संस्कृतमध्ये. संस्कृतपण मला आवडायचं म्हणून. बाकी मी कशामध्ये पण, असं फक्त अ, 3 घंट्याचा पेपर, तर 2 घंट्यामध्ये पेपर देऊन बसून जायचं. माझी मॅडम मला विचारायची, "अजून लिहून घे, येतो का हे?" मी लोकांची मदत करायचं, पण मला कधी असं वाटलं नाही, की मला खूप काही अ, छान परसेंटेज पाहिजे. मला ज्याच्यात हवं होतं. मॅथ्समध्ये 90 घेतले होते. पण असं असतं ना, की म्हणतात की सोशल सायन्समध्ये पण छानशी कर. तर मी नाही करायचं, मला आवडायचंच नाहीतर मी कसं करू? तर पासिंग मार्क्स आणायचा ना. आता 100मधनं अ, प 55 आणले, 60 आणले, पुरे झाले तेवढे मार्क्स, मला नको त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन वगैरे, मला ज्याच्यामध्ये हवे ते मी घेतलं. तर मग माझी मॅडम मला खूप ओरडायची की, "तू असं कशाला करतो?"
हं. हं. बरोबर. अच्छा! अच्छा. हो, हो. हो. मला अजून एक विचारायचं आहे. आता तुम्ही जसे बोलत आहे, की अ, एवढ्या चांगल्या तुमच्या शिक्षिका होत्या आणि गणित शिकवायच्या आणि बाकीची त्यांची बहीणही होती, जी तुम्हाला एवढं सगळं बोलायची आणि मला वाटतं त्यांनी तुम्हाला अ, म्हणजे 7वी, 8वी मध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींबद्दल आधीच बजावलं होतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर, त्या मॅडमच्या अशा किंवा त्या शिक्षिकेच्या अशा विचारांमुळे तुमचा, तुमच्या आयुष्याकडे किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. किंवा अशी एखादी गोष्ट ती घडली असेल किंवा त्यांनी एखादी अशी गोष्ट सांगितली असेल, जी तुमच्या अजूनही लक्षात आहे आणि ती तुम्ही अजूनही तुमच्या अ, करिअरमध्ये किंवा तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये आजमावता?
अ, अ, माझ्याबरोबर दोन असे संप आहे. पहिला म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं भविष्याकडे लक्ष दे. आणि असा पुढे वाढ, की जेव्हा तुम्ही पाठीमागे म, वळून बघाल तर तुम्हाला वाटायला पाहिजे तुम्ही खूप मेहनत केली आहे. आणि हा स्थान तुम्ही जो अ, निवडला आहे तो तुमच्या अ, मेहनतीचा फळ आहे. तर ती, म, आज पण माझा प्रयत्न असतो, की मी मागे वळून बघतो, की मी एवढी मेहनत केली आणि आज मी कुठे आलेलो आहे. तर असतं. पण ना अ, मी खरं सांगू माझ्या जीवनामध्ये कशात जास्त प्रभाव पडला. ज्यांचं जेव्हा त्यांचं लग्न झालं ना, त्यांनी शाळा सोडली आणि ते अ, म्य माय, मे बी बँगलोर वगैरेला शिफ्ट झाले होते असं. आता तर, काय मी त्यांचा फेसही विसरला असेल. फक्त थोडाफार आठवण असेल मला. तर जेव्हा ते बँगलोरला शिफ्ट झाले, आम्ही त्यांच्या लग्नामध्ये गेलो होतो आणि मी खूप रडला होता त्या दिवशी. तर मॅडमनी बघितलं आणि त्या लग्नामध्ये अक्षरशः विचार करा, त्यांचं लग्न आणि ते मला म्हणतात, ते खाली बसून, कशाला रडतोय तू? तुला, तुम्ही जाताय मॅडम आणि सा अ, मी अ, 8वी, 9वी मध्ये आला असेल. अ, मतलब की मी त्यांच्याशी शिकलोय अ, 2री, 3री पासून. आणि मी 8वी, 9वी मध्ये आला होता आणि त्यांचं लग्न झालं होतं. तर मी रडत होतो अक्षरशः पाणी येत होतं माझ्या डोळ्यांमधून. आणि मी म्हणालो तुम्ही आता जाणार, मग कोण मला शिकवणार हे ते. आणि तेच झालं खरंच, की जेव्हा ते गेल्या ना अ, तर त्याच्यानंतर माझा मॅथ्सचा इंटरेस्ट संपला. का की एक खूप असं विचित्रसं प्राणी आला आमच्या शाळेमध्ये. आणि त्यांनी आम्हाला शिकवण सुरू केली आणि गणित मला 1% त्याच्यामुळे, मतलब जेवढा इंटरेस्ट होता, तो सर्व इंटरेस्ट माझा हरवून गेला गणितामध्ये.
हां. हां. ओह! <chuckles> अच्छा. अच्छा. हं. हं, हं. पण असं होतं ना, की तुम्ही बोललात, की 9वी किंवा 8वी मध्ये ते सोडून गेला. पण 10वी जी असते ती आपली खूप जास्त महत्त्वाची असते. किंवा गणित त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला खूप चांगले मार्क्स तेव्हा आणायचे असतात त्याच्यामध्ये, हो की नाही?
अ अरे हां. अजून काय, अजून काय करू शकतो? तर, त्याच्यासाठी माझा गुरु असलेला होता, माझ्या घरी तर माझे गुरु म्हणजे माझी आजी. तिचं इंग्लिश आणि मॅथ्स जाम खतरनाक होतं. माझा भाऊ तिच्याकडनं अभ्यास करायचा, शिकून घ्यायचा. पण, जेव्हा माझी मी माझ्या मॅडमशी शिकून घ्यायचो. तर, अ, मी आजीकडे कधी बसलोच नाही ताकी. पण, जेव्हा ती मॅडम गेली. तर, मी आजीकडे बसलो, शिकलो. तर, समजण्यामध्ये आला, की आजी पण खूप छान शिकवते. तर, तुम्हाला 10वी चा काही त्रास नव्हता, 70% मार्क्स आलेले होते. त्याच्यामध्ये आणि एक्झॅक्ट 70% झालं होतं माझं.
बरोबर. अच्छा. हं. अ ओह! नाईस. अ, पण बघा ना आता तुम्ही सांगत आहे, की 10वी ला तुमचे वेगळे असे कोणते शिक्षक आले. आताचे शिक्षक आणि पालक त्यांचा मुलांकडे बघायचा किंवा त्यांना शिकवायचा काळ आहे तो खूप बदलला आहे. तर, त्यासाठी त्यांना तुम्ही एखाद्या अशा टिप्स किंवा ट्रिक्स देऊ शकता का? की, त्यांचं शिक्षण अ, खूप चांगलं होईल, म्हणजे मुलांचं शिक्षण खूप चांगलं होईल आणि शिक्षक आणि पालकही मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवतील आणि शिकायचं शिकण्यासाठी प्रेमही लावून देतील.
हां, हां. आजचे पालक तर मला असं वाटतं ढ आहे आणि शिक्षक त्या ढ पेक्षाही ढ आहे. का? की आपण बघितलं तर आपली जेव्हा शिक्षिका, शिक्षिका होत्या मी तुम्हाला म्हणतो ना, माझी जो इंग्लिशवाली मॅडम होती ना, ती मला म्हणून नाही आवडायची. तिनं मला उलट, सुलट मारायची पण आणि वेगळं खूप काही, काही बोलून द्यायची. ती माझ्या बोटांमध्ये पेन फसवायची आणि पे हा बोट दाबून द्यायची आणि मग ती कधी, कधी असे अ, अंगठ्या, अंगठी लावायची आणि अंगठीतला डोक्यावर मारायची माझ्या. तर तिने खूप काही असं केलेलं आहे. आणि आजच्या मुलांमधला तर अगर, शिक्षकांनी ओरडलय त च मुलं जातात घरी आणि आई-वडील साले वेड्यासारखे त्यांच्याशी भांडायला जातात. अरे मुलांचं चूक तर समजून घ्या.
हां. अच्छा! बरोबर. आणि आता आहेत ना अ, लॉ पण आलेत खूप सारखे, खूप वेगळेवेगळे, की शिक्षकांवर एक असं दबाव असतो की मुलांना काही बोलू नाही शकत म्हणून.
वेडी झालेली आहे गव्हर्नमेंट खूपच जास्त. तुम्ही कधी विचार केला का? मग शिक्षकत अ, शिक्षक दबवणार कसे? अभ्यास कसे करवणार? मी तुम्हाला म्हणतो, म्हणतो की आज तुम्ही अगर मूवीज बघता ना तुमची, तर तुम्ही बघाल, जेव्हा जेवढी शिक्षिका असतात ना त्यांना भीती असते, की आजकालची मुलं काहीही करतात. तर त्यांचा पहिले कशी आमची मॅडम होती ना, आम्हाला असं भीती वाटायची त्यांच्याशी, त्यांचे डोळे बघून आम्हाला भीती आजकालचे मु मुलं मारणार नाही मॅडम तर म्हणून त्यांना घोळून असं पिऊन घेतलं त्यांनी. पण कधी तुम्ही गव्हर्नमेंटला असं वाटत नाही का? की मग, आपली शिक्षक आहे या जो टीचर आहे, जो गुरु असतो त्याचा मान-मर्यादा ठेवायला पाहिजे. आजकाल मुलं असे उलट उत्तर देतात. मी माझं मी माझं सांगतो, माझी वहिनी आहे मोठी, ती शिक्षिका आहे. ती आणि मोठ्या, मोठ्या स्टुडंट्सला शिकवते, ती पण जेव्हा ते घरी छोटे-छोटे लहान पोरं येतात अ, 6वी- 7वीचे 5वीचे तर ते माझ्या वहिनीचा मजाक उडवतात आणि मी माझं जे दिवस सटकताना, मी त्यात सर्वांना एकदा मध्ये सुधारून देतो, की "असं वागायचं नाहीये घर आहे आमचं, तुम्हाचं शिक्षण सुरु झालं असेल ना, तरी आमच्या घरामध्ये माझ्या वहिनीशी तर असं बोलायचं नाही. मॅडम झाली तर काय झालं तुमचं?"
बरोबर. हं हो ना. अच्छा!
नाहीतर उठा आणि निघा तुम्ही.
बरोबर.
का की अरे शिक्षक म्हणजे गुरु असतो. तुम्ही ते ऐकलंय का? एकलव्यानी द्रोणाचार्यच्या एक बोलण्यावर आपला अंगठा कापला होता.
हो, ना.
आणि मग एवढे छान गुरु जा जांचा भारत आहे हा. आणि आपण काय करतोय? की आमच्या मुलाला मारलं कसं तुम्ही? असं कसं केलं? आत्ताचं सांगतो मी तुम्हाला, माझी भाचीला अ, मॅडमनी ओरडलं, तर ती माझी भाची ओव्हर ॲक्टिंग माझी भाची. 3-4 वर्षाची आहे ती. ती म्हणाली, "मॅ कविता मॅडमनी मला ना, चाटा मारला काका." तर मग मी म्हणाला, "कशाला मारलं बेटा तुला चाटा?" "ते तर मला, जी बनवत नव्हता येत." तर अ, आमच्या भावाने ऐकलं. तर ते बोलले, "तिची हिंमत कशी झाली, माझ्या मुलीवर हात उचलण्याची हे ते करणं." तर म्हंटलं, "थोडंसं सांभाळून बोला पहिले तुम्ही, ती शिक्षिका आहे आणि तिचं ते काम करतीय, तिला करू द्या."
हां. हो, हो.
आणि असं आजकाल हॅरेसमेंट वाढलंय असं नाही म्हणू शकत. हॅरेसमेंट नाही, असं नाही म्हणू शकत मी, हॅरेसमेंटपण आहे. ते रूल्स म्हणून झाले का की हॅरेसमेंट जास्त होत होता. म्हणून ते रूल्स बनवून घेतले गव्हर्नमेंटनी, पण दोघी तरफशी समजायला पाहिजे गव्हर्नमेंटलापण. तर मग नेक्स्ट डे माझा दादा गेला शाळेत पिल्लूच्या आणि विचारलं तर बोलले, "आम्ही बस फक्त ओरडलो, चाटा तर मारलाच नाही आम्ही." तर मग आजकालची मुलं एवढी ॲडवान्स झाली ना, ती कहाणी अशी पटकन रमतात आणि तुम्हाला असं वाटतं हेचं खरं आहे.
बरोबर. हां. हां, बरोबर. बरोबर. खूप छान सांगितलं तुमच्या शाळेतला एका शिक्षिकेचा अ, प्रसंग आणि अनुभव आणि ज्याच्यातून तुम्हाला असं बोलता येईल की तुम्ही खूप चांगले इंजिनिअरही झालात आणि गणिताकडे तुमचा कलंही वाढला. तुमच्यांशी बोलून खूप छान वाटलं आणि पुन्हा तुमच्यांशी बोलायला नक्की आवडेल मला. तुमचं खूप-खूप
<chuckles> हो, अगदी. मला पण खूप आवडेल आणि मला मी तुमचा मनापासनं खूप धन्यवाद करतो, की तुम्ही माझं लहानपण आणि माझी ती फेवरेट मॅडम जी होती, त्यांना आठवण करण्यासाठी मदत केली. त्याच्यासाठी तुमचा खूप-खूप धन्यवाद. आणि खूप-खूप मनापासनं आभार.
धन्यवाद.